अ, आता परंपरा तर जशी आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाहीये. पण काही-काही ठिकाणी अ, बळी वगैरे देण्याचा जो प्रकार आहे, ते काही लोकांना ते चालत नाही किंवा त्याचाला त्याला विरोध असतात. पेटासारख्या संस्थापुढे येतात आणि ते म्हणतात की, तिकडे बळी द्यायची नाही वगैरे. अर्थात आमच्या गावात बळी वगैरेचा काही प्रकार नाहीये. पण काही-काही ठिकाणी आहे. तर अ, तो अ, मला असं वाटतं की अ, आपसी सामंजस्याने तो सोडवायला पाहिजे. कारण काही लोकांच्या भावना आहे की, बळी दिलेच पाहिजे आणि काही लोकांचे अ, आहे की नाही, नाही ते प्राण्यांचा जीव नाही घेतला पाहिजे वगैरे-वगैरे. आता ही पा पारंपरिक पद्धतीने चालू आलेलं आहे. मग ह्याच्यामधून काहीतरी अ, मधला रास्ता काढला पाहिजे. अ, कारण अ
हां, हां. हं, हं, हं. हां. अच्छा. हां, हां. बरोबर. हो, हो, हो.
अ, दोघांच्याही भावना दुखवता कामा नये. विचार असतात तर मग अ, पेटावाल्यांनी पण त्यांचाही विचार केला पाहिजे आणि त्या लोकांनी पेटवाल्यांचं प्राणी प्रेम आहे. या यांचं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं.
प्रत्येकाचे विचार असतात ना, म्हणजे. हां. हो, हो, हो, हो.
ते कारण अगदीच आपण थेट त्यांच्यावरती काय म्हणूयात अ, कमेंट करू शकत नाही. हे बंदच करा किंवा हे चालूच ठेवा. असं ते अ, नाही करू शकत. हं.
नक्कीच, नक्कीच. तर हां, हां. बरोबर आहे. कारण तेच सगळं जोडलेलं असतं ना, आपलं त्याच्यामध्ये परंपरा, रूढी असतात, मोठ्या लोकांचे वेगळा दृष्टिकोन असतो. तर एकदम पण नाही बदलताहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण अशी अ, कण हां.
सगळ्या अगदी. हां. रूढी परंपरा असतात, हां. हो. हां. अगदी. आणि किंवा काही गोष्टी अति अति जर होत असतील तर ते आपण थांबू शकतो. म्हणजे अ, कधी-कधी अ, इतके बळी दिले जातात की ते अगदी रस्त्यापर्यंत ते सगळं अ, येतं ते प्रकार. तर ते तसं ते तेवढं करू नका. ते विभत्स दिसणार असेल तर तसं करू नका वगैरे याबद्दल आपण त्यांना थांबवू शकतो. की हे असं नाहीये, हे अशा पद्धतीने करूच नका. आणि अ, म्हणजे ते काय आणखीन एक प्रकार आहे ना, की ते कोहळं वगैरे असतं. त्याचाही बळी दिला जातो नाही का, व्हेज बळी दिला जातो बुआ असं आपण म्हणूयात. किंवा नारळही आपण जो वाढवतो ते पण एक अ, बळी देण्याचाच प्रकार आहे ना. बळीच देतोय ना आपण ते, व्हेज बळी देतोय बा असं एवढं.
अरे रे! अच्छा. हां, हां, हां. हां. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे. अच्छा. हां, हां. हां, हां, हां. हो, हो.